सगळ्यांचं आयुष्य व्यस्त असल्यामुळे मुलं-बाळं स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये व्यस्त असतात. त्यांच्यावरती ते अभ्यासाचं ओझं, मोठं झाल्यानंतर काम करणं, कुटुंब सांभाळणं आणि त्याच्याशी जुडलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या. अशामध्ये कुठे ना कुठेतरी आपण हरवून जातो. मग एकत्र वेळ घालवायचा जर असेल कुटुंबासोबत तुम्हाला वाटतो का, की एकत्र वेळ हे घालवणं हे महत्वाचं आहे वाटते का?
हं. हं. अगदी, अगदी महत्त्वाची आहे मला तर असं वाटतं की एकत्र वेळ घालवलाच पाहिजे कुटुंबात. कारण की काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण नकळत दुरावला जातो कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी की त्याच्या मनात काय घालमेल चालू आहे किंवा त्याच्या त्याच्यासोबत काय चालू आहे? रोजचं काय आहे? शाळेमध्ये काय होतंय किंवा मग कोणी ऑफिसला जाते त्याच्या ऑफिसमध्ये काय होतंय? कुठल्या प्रकारे काही ना काही आपले वादसंवाद जे आहे ना कुठे ना कुठे कमी होऊन जातात आणि त्यातल्या त्यात भर म्हटलं तर हे सोशल मीडियाची. त्याच्यातून असं होतं ना की वेळ असूनसुद्धा आपण काय शक्यतो दुर्लक्ष करतो आणि सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यावर घालवण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच आपण कुटुंबासोबत कुठेतरी वेळ घालवायला पाहिजे किंवा असं काहीतरी नियम बांधले पाहिजे की जेणेकरून का होत नाही. हप्त्यातून एकदा का होत नाही पण सहकुटुंब आपण जे थोडासा एकत्रपणे वेळ घालवत आहे.
हं. हां. हं. छान. मग अशा बघा आयुष्याच्या धावपळीमुळे कधी असं तुम्हाला वाटतं का की कुटुंबाचं हे एकत्र येणं, एकत्र घालवणं कमी झालं आहे असं वाटतं का?
हो, नक्कीच, कमी झालेलं आहे. आजच्या या धावपळीमुळं काय झालेलं नाही की पाहिजे तसा वेळ देता येत नाही आणि सगळ्यांच्या काय आपले वेळेची बंधनं वेगवेगळ्या पद्धतीने बांधल्या गेलेल्या आहेत. पूर्वी कसं असायचं की सगळे लोक सकाळी कामाला गेले, की संध्याकाळी बरोबर सूर्यास्ताच्या वेळेला घरी यायचे आणि संध्याकाळी काय होतं ना, की एंटरटेनमेंट म्हणून काही दुसरं नव्हतंच. 6:00-7:00 वाजता जेवले अंधार पडला, की बरोबर ते सामाजिक कार्यक्रम किंवा घरात गप्पा-गोष्टी अशा पद्धतीनं ते वेळ द्यायचे. पण आता असं झालं, की सगळ्यांच्या वेळा काय वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेल्या असतात. बऱ्याचवेळा आपण असतो घरातील मुलं ट्युशन्सला असतात, काही अ, क्लासेसला गेलेल्या असतात, काही अ‍ॅडिशनल क्लासेस असले त्यांचे तर. मग घरात कुठली व्यक्ती असती, कुठली नसती, कुठली कोणत्या समारंभाला गेली असती, तर बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यांच्या वेळा आपल्याला नाही बांधून घेता येत.
हो. हं. बरोबर. हं. बरोबर. मग अ, तुम्हाला काय वाटतं म्हणजे मुख्य कारण अ, काय असू शकतात? एकतर तुम्ही सांगितलं की ट्युशन, मुलांची शाळा वगैरे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही कारणं असू शकतात का, की एकत्र वेळ कुटुंबाला घालवण्यासाठी ते कुठे ना कुठेतरी अडथळा आणतात आणि त्या गोष्टी म्हणजे असेच अ, सहजचं ते लपून जातात आणि लक्ष पण लागत नाही आपलं त्याच्यावरती?
नक्कीच, असं होऊ शकतं ना की दैनंदिन कामामध्ये आपण स्वतःला एवढं बिझी करून घेतो किंवा आपण असं ठरवू शकतो की आपण दि आपण जो वेळ देतोय फॅमिलीला तो आपल्याला असं वाटतं कुठेतरी की ठीक आहे, की फॅमिलीच आहे ना, आज न उद्या आपण जमा होऊ, आपण बघून घेऊ. तर आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे आणि आपण ह्या गोष्टीला गांभीर्यानं न घेता आपण काय करतो, बाकीच्या दुसऱ्या गोष्टींकडे जे आहे तो आपला कल वाढतो. आता मुलांचं असं असतं की मित्रांसोबत बाहेर फिरणं झालं, संध्याकाळच्या वेळेस किंवा मग रात्री लेट नाईट येणं अशातला प्रकार असतो किंवा मग घरातली कोई एखादी व्यक्ती असते, की त्याचं जे त्याचा जो इंटरेस्ट असतो, की जसं कोणी सोशल मीडियावर आहे, कोणाला टीव्ही पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर मग जेणेकरून काय होतं ना, की हे वेळेचं नियोजन नाही होत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते दुर्लक्ष होतात.
हं. हां. हं. बरोबर. हां, अगदी बरोबर. दुर्लक्ष. हं.
त्याच्यामुळं काय होत नाही, आपण एकत्र येणं थोडंसं कमी होऊन जातो.
बरोबर. हं, बरोबर तुम्ही बोलले, की कसं टीव्हीमुळे, सोशल मीडियामुळे असं तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला असं हे बघायला भेटलं का, काही उदाहरण आहे का, की म्हणजे असं तुमच्याबरोबर घडलं, किंवा तुमच्या कुटुंबात घडलं, आणि मग म्हणजे ते घडल्यानंतर कळालं की असं म्हणजे हे एकत्र जे वेळ घालवणं आहे कुटुंबात, ते कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या दुसऱ्या गोष्टीमुळे थोडं कमी होत आहे असं घडलं का?
अ, नक्कीच, मला असं सांगावसं वाटतं, की याला कुठेतरी कारणीभूत मीच आहे आणि की माझ्याचमुळं असं काही प्रसंग घरात घडले. प्रसंग म्हणजे नेमकं मी वेळ देणं जे आहे ना घरामध्ये कमी केलं आणि काय झालं, की ऑफिसच्या कामानिमित्त जे आहे, मला वेळोवेळी काय आहे ऑफिसमध्ये जाणं जास्तीत जास्त वेळ देणं, त्याच्यानंतर मग जो माझा वेळ भेटायचा, की घरी जाण्याचा जो माझा वेळ असायचा, तर मी काय करायचो, त्या योग्य वेळेत घरी न जाता मी काय करायचो मित्रांसोबत फिरणं किंवा मग ऑफिसचे लोकं आहेत, त्यांच्यासोबत थोडासा एक्स्ट्रा वेळ घालवणं आणि तो वेळ एवढा होऊन जायचा कधी-कधी, की अर्धी रात्र होऊन जायची घरी यायला आणि मग ते घरच्यांनाही थोडी हलकीशी सवय पडून गेली, की बाबा याचं रोजचंच आहे आता हा ऑफिसच्या कामानिमित्त इकडे-तिकडे बाहेर फिरतो, लवकर घरी येत नाही आणि मग एक-एक करून काय होऊन गेलं आणि की मुलं वेगळ्या मुलं वेगळ्या टायमिंगला जेवायला सुरुवात झाले. मग घरातले व्यक्ती जे असे एक-एक करून सगळे व्यक्ती जे असे थोडे-थोडे दूर व्हायला लागले, एक दुसऱ्यांपासून घरातही तसं वातावरण निर्माण झालं. मग नंतर जेव्हा ही गोष्ट कळली, की आपल्यामुळेच असं घरातलं वातावरण थोडंसं दूषित होतंय, तर आपण याच्यावर काहीतरी उपाय काढले पाहिजे आणि जास्त होईल जसा वेळ भेटेल तो वेळ कुटुंबासोबत आपण घालवला पाहिजे.
बरोबर. हं. बरोबर. हं. छान, मग एकत्र वेळ जेव्हा आपण खरंच घालवतो कुटुंबासोबत, तर अ, तुम्हाला वाटते का, की नातेसंबंधावर ह्याचा फरक पडतो, वाटतं असं काही?
अगदीच फरक पडतो. कारण की बघा ना, जेव्हा आपण एक दुसऱ्यांसोबत वेळ घालवतो, तेव्हा दुसऱ्यांच्या काही जे प्रॉब्लेम्स चालू असतील किंवा काही मानसिक अ, तणाव असेल, तो कमी होतो. एक दुसऱ्यांसोबत मन मोकळेपणे बोलतो, तर आपल्याला काय आहे, की समोरच्या व्यक्तीच्याबद्दलही कळते, की त्याला काही त्रास जाणवतो आहे का, त्याला काही गरज आहे का, मानसिक आधाराची गरज आहे, काहीही असू शकतं ना ते, आणि बऱ्याच वेळा असं होतं की याच्यातून बोलून-चालून
हं. बरोबर.
जे आपल्याला काही नवीन गोष्टीबद्दल काही कल्पना येते किंवा आयडिया येते, की आपण काही फिरायला प्लॅन करायचा, कुठं बाहेर जायचं किंवा घरात काही चेंजेस असले, कुठल्याही भविष्याबद्दलचे विचार होतात, की काय करायचं काय नाही करायचं आणि बऱ्याच काही इम्पोर्टंट गोष्टी डिस्कस होतात त्यावेळेस.
हां. हं. हां, मग असे जेव्हा छोटे-मोठे बदल जेव्हा दिसून येतात, तेव्हा कुठे ना कुठेतरी असं एकमेकांना परत ओळखणं, एकमेकांना जसं होतं की नातेसंबंधी थोडे अजून मजबूत बनतात, असं पण बघितलं आहे का तुम्ही?
नक्कीच, आपण जेव्हा एक दुसऱ्यां एक दुसऱ्यांबद्दल विचार करतो ना, तर त्याच्या हव्या असणाऱ्या गोष्टी आपल्याला कळतात, की त्याला काय हवं आहे? काय नको? किंवा घरात कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे. कुठल्या वस्तूंवर आपण थोडंसं काम केलं पाहिजे किंवा कुठल्या वस्तू आपण सुधारल्या पाहिजे. घरातल्या म्हणा किंवा व्यक्तीला कुठल्या व्यक्तीला काही गरज पडत असेल, की जेणेकरून त्याचे काम होत नसेल तर हे काम सोयीस्कर होणं सोपं होईल आपण अगर मदत केली त्याच्यासोबत कुठं ऑफिसला गेलं, की त्याचे काही डॉक्युमेंटेशनचं काम आहे, काही सरकारी ऑफिसचं काम आहे किंवा मग त्याला हॉस्पिटलमध्ये जायचे असेल काही काहीही असू शकतं ते घरातले व्यक्ती म्हणजे आता 50 प्रकारचे काम आलेत 50 प्रकारची मदत आली त्याच्यामध्ये. ती कुठल्या ना कुठले आपली जिम्मेदारी पण आहे ती असं नाही, की आपण ते काम म्हणून घेतो. पण आपली जिम्मेदारी कुठेतरी, की त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत कुठे ना कुठे आपल्याला त्याच्या पाठीमागे म्हणा किंवा त्याच्यासोबत म्हणा, तिथं उभं राहण्याची आवश्यकता असते.
हम्म. बरोबर, हां. हं. हां. बरोबर. अगदी बरोबर. हं. हो. छान आणि जसं तुम्ही सांगितलं, की ते नाते संबंधीला घट्ट करतात. अशा वेळेस बघा जेव्हा खरोखर कारणं असतात जेव्हा वेळ नसतो, काम जास्त असते. तेव्हा अशा परिस्थितीत जोडणारे असे साधे उपाय काय असू शकतात, की रोजच्या शेड्यूलमध्ये कसं आपण त्याला सामावून घ्यायचं, की म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी येऊन जसं एक टाईमाला जेवण करणं किंवा असं काही वाटतं का तुम्हाला?
हां, नक्कीच. आता हे काय हे सगळ्या जुन्यांच परंपरा आहे, आपल्या जुन्यांच संस्कृती आहे, जे आपण आजकाल विसरत चाललेलो आहे. नक्कीच ह्या संस्कृती याच्यासाठीच बनवलेला होत्या, की जेणेकरून सगळं कुटुंब एकत्रच राहील. तर नक्कीच जेवे जेवणाचं तर असं आहे, की आता ठीक आहे, मी जसं सांगितलं, की प्रत्येक जण प्रत्येक व्यक्तीच्या या वेळा काही ना काही बांधल्या गेलेल्या आहे. पण त्यातच आपण असं करू शकतो. अगर रोजचं शक्य होत नसेल तुम्हाला, किंवा मग एक तर रोजचा सकाळचा नाश्ता म्हणा किंवा मग हप्त्याला जसं आमच्या घरी तर असंच आहे, की बाबा वीकेंडला, जसं रविवार असतो, तर रविवारच्या दिवशी जे आहे सकाळचा नाश्ता आम्ही काहीतरी स्पेशल ठेवतो आणि थोडं काम होत नाही, उशिरा ठेवतो, की बाबा घरातील व्यक्तीला, प्रत्येकाला ज्याला-त्याला आराम करण्याचा अधिकार आहे. सगळे हप्ताभर काम करतात. कुठे ना कुठे धावपळ असती आणि घरातल्या स्त्रियांला बी कसं, तसं तर 365 दिवस त्यांना सुट्टी तर नसतीच. कधी सण त्योहाराला
हं. बरोबर. अरे वाह! बरोबर, हो. हं, सगळ्यांना आराम करू दिला पाहिजे. खासकर स्त्रियांना, जसं तुम्ही म्हटलंय.
अ, त्या दिवशी काय आहे ना, आम्ही सगळ्यांचं असं ठरवलेलं असतं, की बाबा रात्री भलेही किती उशीर झाला तर चालतो सगळ्यांना. पण त्या दिवशी रविवारी सकाळी थोडंसं आरामशीर उठा आणि मग एक नाश्त्याचं असतं आमचं, की चांगला नाश्ता त्या दिवशी बनतो, काहीतरी स्पेशल्स स्पेशल म्हणजे काही नाही, सर्वसाधारण कधी इडलीचा बेत असतो, कधी मग पुरी-भाजीचा बेत असतो. असे छोटे-मोठे पदार्थ, जे आपल्या जेवणातलं जेवणातल्या आहे, असे काही पदार्थ बनवतात. मग त्यावेळेस नाश्त्याच्या वेळेस त्या दिवशी जे आहे ते सगळे सोबत असतात आणि मग त्याच्या नंतरचा मग दिवसभराचा मग प्लॅन होतो, की आज काही कोण कुठे जाणार आहे, कोणाचा काय प्लॅन आहे. मग त्याच्या नंतर ठरवतात, की संध्याकाळच्या जेवणाला जायचं का कुठे सोबत किंवा घरी हे करायचं का किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी आज जाऊन यायचं का? किंवा काही बाजारात खरेदी असेल, तर कोण येतंय, कोण जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ठीक आहे, रोज तर काही पॉसिबल नाही. पण हप्त्यातून एक दिवस आम्ही असं करतो, की जेणेकरून का होईना, की एक दिवस काय एक दिवस कोणी सहज देतं, घरातले कुठलाही व्यक्ती देतो, की नाही बाबा आता आणि ती सकाळची वेळ अशी आहे ना, की कोणीही देऊ शकतं सहजासहजी, तोच दिवस सुट्टीचा असतो. त्याच्यानंतर मग दिवसभर जे काही काम असतील, तो करायला मोकळा.
हं. अरे वाह! हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हं, छान. अशा वेळेस तुम्हाला वाटतं का, की जेव्हा कुटुंब एकत्र येतो आणि जेव्हा आजी-आजोबा, आई-वडील, मुलं तेव्हा काही अडथळे येतात? का तुम्हाला वाटतं की नाही म्हणजे हा एक चांगलं कारण आहे. आपण सगळे एकत्र आलोय, तर चला काहीतरी एक आपली ॲक्टिव्हिटी करूया. किंवा जसं तुम्ही म्हटले, काय वाटत त्या त्याच्याबद्दल काय विचार आहे?
अ, नक्कीच असं आजी-आजोबा, मुलं आहेत. मग मुलं असल्यामुळं काय आहे ना, घराला घरपण येतचं आणि मुलांच्या दिवसभर ॲक्टिव्हिटी चालूच असतात. त्याच्यासोबत मग काय आपणही त्यांच्यासोबत थोडंसं शामील व्हायचं, थोडंसं खेळायचं. म्हणजे एक प्रकारची ॲक्टिव्हिटीचं झाली आणि दुसरी गोष्ट काय आहे आणि विशेष काही ॲक्टिव्हिटी करायची असली, तर मग काही जुन्या आठवणी काढायच्या. नाहीच काही शक्य झालं, तर घरातले जुने अल्बम काढायचे आणि ते बघायला बसायचं.
हं. बरोबर. हं. <laughs>
बरोबर आठवणी येतात, बरोबर गप्पा गोष्टी येतात, मुलंही ते आवर्जून येऊन बघायला लागतात.
म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे, की जे अडथळे नव्हे, तर एक चांगलं कारणच आहे, की जर का सगळे कुटुंबातले लो लोक एकत्र आले, तर त्यात अडथळा नाही, तर चांगलीच गोष्ट आहे. की सगळ्यांना वेळ, एकमेकांबरोबर घालवायला वेळ चांगला भेटत आहे. असंच म्हणत आहात ना तुम्ही?
हो योग अ, हो योगायोगच असतो ना तो, की सगळं कुटुंबसोबत आहे. तर मग त्याला अडथळा कसा काय म्हणता येईल आपल्याला? ती चांगली संधीच आहे ना ती.
छान, छान. खूपच छान. हो, अगदी बरोबर तुम्ही म्हटले, 100% आणि किती छान प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सांगितलं, की एकत्र वेळ घालवणं हे किती महत्त्वाचं मुद्दा आहे आणि हे कुटुंबाला एकत्र आणतं. नक्कीच, तर तुमचे खूप खूप धन्यवाद.
मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्की पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार. खूप-खूप धन्यवाद.